हो, हो. त्याच्यामध्ये सुंठ पावडर घातल्यामुळे ना, ते पचायला पोळी सोपी होते. कारण जड असते ना बघा, पचायला हरभरा डाळ. तर त्यामुळे मग तसं घातलं तर मग ते पूर्ण एकदम छान होतं आणि पाचक होतं असं म्हणेन मी. आणि मग त्या <clears throat> तेलाच्या पोळीत असं करून ते तेलाने बेसिकली लाटलं जातं आणि पोळपाटावरच ते असं गुंडाळली जाती पोळी ती तुटत पण नाही बघा म्हणजे आणि तो अ, तवा असतो ना, तो पण असा प्लेन घ्यायचा अ, प्लेन स फ्लॅट सरफेस असलेला लोखंडी तवा वगैरे आणि त्याला पण असं तेल लावायचं पो प्रॉपर आणि त्यावर ते लाटणं उलटं करून त्याच्यावर घालायचं आणि ते असं छान भाजायचं आणि भाजून काढायचं अशा
हं. हं. क्या बात. अहो, हां, हां, हां, हां, हां. हां. चव नाही. हं, हं. क्या बात है. मला दिसते आहे हां, ती पुरणपोळी. मग मग आता जेव्हा हे पुरणपोळी तुम्ही बनवताहेत कारण की अ, म्हणजे की माझी भूक वाढवताहेत तुम्ही पुरणपोळीसाठी. तर मग हे बनवताना अ, पूर्ण फॅमिली इन्व्हॉल्व होते का तुमची? कारण की ह्या सणाला जेव्हा तुम्ही बनवताय
<chuckles> नक्कीच, नक्कीच. <chuckles> हां. हां. अ आजींनी हो, नाही आजीबाईंचं असेल तर आजीबाई स्वतः करतात आम्ही भाजून घेतो आणि आजीबाईंना आम्ही बोलवत नाही म्हणजे कधीतरी बोलवतो एकदम. तर अ, मग इतर वेळी आम्ही अ, मी आणि माझ्या सासूबाईच करतो, उम्म, असं आणि सासूबाई अ, म्हणजे त्यात आहेत परफेक्ट अ, तर मला थोडंसं प्रॉब्लेम होतो कधी-कधी ते फुटतं वगैरे असं काहीतरी होतं हां, मी छोट्या-छोट्या करते पून
हं. हं, हं. हं, हं, हं. अच्छा. <chuckles> अच्छा. मला वाटलं सासूबाईचा प्रॉब्लेम होतो का?
नाही, नाही. अच्छा, म्हणजे त्या आहेत ना, त्यांना अनुभव आहे. म आता मला जमतात नाही, असं नाही. आता छान जमतात म्हणजे पूर्वी कशा मी नैवेद्य अशा अशा छोट्या-छोट्या करायचे पण अशा खूप मोठ्या प्रमाणात असतील ना, एक प 15 वगैरे तर मला थोडंसं ते प्रमाण माझं हे होतं. पण हां, घरात जर 7-8 करायचे असतील तर सहज करू शकते मला त्याला काही वाटत नाही. पण जरा मो हां, हां,
अच्छा. <chuckles> अच्छा. हां, हां. हं कन्फ्युजन होतं. ओके. हं. नाही ते होतं. अ मग आता हे जे आहे, ते अ, आता ही जी रेसिपी आहे तुमच्या फॅमिलीमध्ये ती जनरेशन्सपासून येतेय ना तुमच्या इथे म्हणजे जनरेशन टू जनरेशन पास ऑन होऊन आता सासूबाई नंतर आता तुमच्याकडे आली, असं आहे का?
हं.

अ, हो, हो. तर अ, आमच्याकडे ना पूर्वीपासून तेलाच्या पुरणपोळ्या बनवतात. पण अ, मी त्याच्यामध्ये काही परफेक्शनिस्ट नाहीये. मला जमत नाहीत तेलाच्या बनव बनवायला. कारण कुठलाही गारवा असो किंवा काही म्हणतात ना शिदोरी असो, लग्न झाल्यावर शिदोरी येते बघा घरातून हां. हां. मग त्याच्यासाठी पण पुरणपोळी देतात आणि ती तेलाची पुरणपोळी असते, कधी तुम्ही ऑब्झर्व्ह केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. तर ती तेलाची पुरणपोळी उत्कृष्ट लागते आणि त्याच्यात पिठाचा वापर करत नाहीत आणि ती म्हणजे खायला पण गरम-गरम तुपाबरोबर आणि तेल अ, तर असतंच पुन्हा तूप घालून मस्त लागते दुधाबरोबर.
अच्छा. अच्छा! हं, हं. हं, हं, हं, हं. यो हो, हो, हो, हो. हां, हं, हं. हं. हं, हं. पिठाचा वापर करत नाही म्हणजे मग ती नेमकं कशी बनलेली असते? डायरेक्ट पूरणाची?
तेलावर लाटतील. हां. ते असं डो करून घेतलं ना, तर त्याच्यात पुरण घालायचं आणि ती तेल असं
हं, हं. तो डो कसा मैद्याचा असतो की तो गव्हाचा असतो?
अ, नाही, नाही. गव्हाचं बनवतात. मैदा नाही वापरत आमच्यात 2 चमचे मैदा वापरतात कारण त्याला क थोडंसं कन्सिस्टन्सी किंवा तग धर धरावी, पोळी फ फुटू नये म्हणून मैदा युस करतात. पण त्याचं प्रमाण ठरलेलं आहे 2 किंवा 3 चमचे आणि बाकी मेजरली गव्हाचं पीठच वापरून ते मळतात आणि त्याची अ, कन्सिस्टन्सी अशी मध्यम असावी म्हणजे अगदी पातळ पण नको आणि अगदी घट्ट पण नको. म्हणजे त्याच्यात कसं ब पुरण पण असं मीडियम कन्सिस्टन्सीचं पाहिजे, म्हणजे त्याला तग धरून ते अ, त्याचे उंडे करता येतात आणि ते बेसिकली लाटतात आणि लाटताना फाटत नाहीत बघा. म्हणजे फाटतं ना पुरण पातळ असेल तर फाटतं किंवा कणिक जर पातळ असेल तर फाटतं. मग केलेल्याचा सगळा विचका होतो ना मग मूडपण आपला जातो. मग त्याच्यासाठी तसं अ, ह्या गोष्टी एन्शुअर करणं मला वाटतं खूप महत्त्वाचं आहे. मग त्या तेलाच्या पोळ्या असतात ना, तर ते खूप सारं असं तेल लावून घ्यायचं पोळपाटावर खूपच असं आणि हां. म्हणजे ऑइली बेसिकली करून घ्यायचं आणि ती अ, ते उंडा केलेला असतो, तो पण असा तेलात बुडवायचा. थोडासा थापून घ्यायचा आणि तो लाटायचा. इतका त्या म्हणजे पूर्वीच्या बायका आहेत ना आजीबाई वगैरे, तर त्या खूप चांगल्या करतात. मग त्या आमच्या आज्जेसासू आहेत ना, तर आम्ही त्यांनाच सांगतो, "तुम्ही बनवा, तुम्ही खूप सुंदर बनवता" आणि पिठाच्या पोळ्या असतील तर त्या हां. आम्ही बनवतो. तर मग त्या लाट
अच्छा. अच्छा. हो. हां, हां, हां, हां, हां. बरोबर. अच्छा! हं. क्या बात! टेस्टी असतं ते. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. फाटतं. हो, हो, हो, हो. हं, हं, हं. मुड जातो. हं, हं. हां, हां. हं, हं. अच्छा! बरोबर. हं, हं. हां. एक्सपिरियन्स. मग त्याच्यामध्ये त्या पुरणमध्ये नेमकं काय-काय टाकतात?
हां. पुरण तर ते हो, हो. हरभऱ्या डाळीचं असतं ते भिज भिजवून करतात. डाळ आधी भिजवली जाते रा आदल्या दिवशी रात्री आणि ती सकाळी भिजली की ती अ, कुकरला शिजवून घ्यायची. मग त्याचं पाणी थोडं वेगळं करायचं आणि डाळ वेगळी करायची आणि ती डाळ असते ना ती पुरण मशीनमध्ये स्मॅश करायची असते किंवा मिक्सरमध्ये. तर पुरण मशीनमध्ये केलेली बेसिकली चांगली, कारण ते डाळ वगैरे राहत नाही त्याच्यामध्ये आणि गुळाचा किसलेला गूळ असतो ना, तो समप्रमाणात घ्यायचा आणि तो तुपात घालून असं मिक्स करायचं पातेल्यामध्ये. मग ती अ, पुरणाची साधारण कन्सिस्टन्सी लक्षात घ्यायची. मग तिथं ते स्टॉप करायचं आणि मग त्याच्यामध्ये वेलची म्हणा, जायफळ असं घालू शकता आणि हवं असेल तर मी आता सुंठ पावडर पण त्यात ऍड करते म्हणजे ते पचायला
सांगाल का? अच्छा. हो, हो. बरोबर. क्या बात है! हं, हं. म्हणजे ज्याला जे हवंय ते घालू शकता त्याच्यात.